अ, <chuckles> नक्कीच नक्कीच. पहा मला वाटतंय की ह्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे लोकांमध्ये जनजागृती. निश्चित मला वाटतंय की आजकाल कसं झालंय, की लोकांना जागरूकपणा आणण्यासाठी, अ, फार वेळ लागत आहे. मला वाटतंय आजकालची जी जनरेशन आहे, जी आजकालची पिढी आहे, ही पिढी का नाही, कशी अ, सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टीशी फार जुटलेली आहे. तर मला वाटतंय, आपण ह्याच गोष्टीचा वापर करून किंवा मग अ, म्हणतात, की प्रचार करून, अ, ह्यासारख्या गोष्टी कुठेतरी टाळायला पाहिजे. तर निश्चितच, मला वाटतंय की सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे लोकांमध्ये जनजागृती.
हां. हं. हां. बरं. हां. हां. अगदी बरोबर. हां. आणि ते दूधवाले आता येतात बघा, आपल्याकडे दूधवाले भैय्या येतात. तर ते प्लास्टिकमधून आणतात ना पाश्चराइज्ड मिल्क असतं बघा ते मग ते अ, प्ला प्लास्टिकच्या पिशवीत देतात मग त्याला काही पर्याय करता येऊ शकतो का जेणेकरून प्लास्टिकचा वापर टाळता येईल आपल्याला?
हो, हो, हो. हां, नक्कीच अ, नक्कीच अ, मी म्हणतो की प्रत्येकाने काय केली पाहिजे, की दुधासाठी आपण अ, म्हणता येईल एखादी कॅन किंवा मग ती दुधासाठी भेटते बघा एक छोटासा जार, ते स्टीलचा आपण युज केला पाहिजे. तर मला वाटतंय अ, ज्या-ज्या वेळेस आपल्याला आता पहा, प्लास्टिकला पर्याय आहे, परंतु मला वाटतंय लोकांमध्ये आळस फार आहे कारण अ, त्यांना वाटतंय, आता कुठे घेऊन जावं किंवा मग ते हातामध्ये कसे दिसेल. पण निश्चितच मला वाटतंय आपण ह्या गोष्टीचा जर आज विचार नाही केला, जर जे आपलं भविष्य आहे ना, हे फार अवघड आणि अंधकारामध्ये आहे. निश्चितच मला वाटतंय की ह्या गोष्टीचा
हां. हां. हां. हां. हां. हो. हां. हां. हां. हो, हो, प्रदूषण वाढणार आहे, त्याचं विघटन होणार नाहीये आणि सगळं म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढाळणार आहे. मग प्लास्टिक वापर कमी करता करताना तुम्हाला नेमक्या काय अडचणी येतात? त्याबद्दल काही सांगू शकाल का?
हो, हो, अगदी. आणि त्याचा विचार हं, हं. अगदी, अगदी. हां, तेच अ, फार अडचणी येतात, कारण कसं झालंय पहा, आजकाल सर्वत्र प्लास्टिक झालंय. प्रत्येकाला अ, वेळ मिळत नाही. प्रत्येक जण काय करतंय ऑफिसहून अ, यायच्या टाईमाला त्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये दूध घेतंय. कुणी मग प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये फळं असू, अ, किंवा मग भाजीपाला असू. तर मला वाटतंय ही लोकांमध्ये कुठेतरी अवेअरनेस नाही किंवा मग ती लोकांमध्ये जनजागृती नाही. तर मला वाटतंय ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जनजागृती करतो आणि लोकांना आपण, अ, ह्याचे फायदे किंवा तोटे किंवा मग भविष्यात होणारे नुकसान सांगतो, तर निश्चितच मला वाटतंय की लोक त्या गोष्टी ऐकतील, त्या गोष्टीवर काम करतील आणि निश्चितच कुठेतरी जे प्लास्टिक आहे ना, हे कमी कर अ, वापरण्याचा प्रयत्न करतील.
अ, हो, हो. हां. करायला पाहिजे. हां. हां. हो, हो, हो. हां. बरोबर. हां. हां, त्या अडचणी दूर होण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, बरोबर. मग सरकारी धोरणं म्हणा, स्थानिक पॉलिसीज किंवा उद्योगांनी काय करायला हवं, असं वाटतं तुम्हाला?